हां.
मला माहिती आहे जास्त बॅकग्राऊंड चेक नाही होणार. तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते फक्त पूर्ण पूर्वी काय अनुभव होता आणि आता तुम्हाला काय करायचंय आणि बेसिकच क्वेशन विचारले जाते. दीप क्वेशनिंग कोरी करत नाही.
हो. हां, हां बरोबर.
त अ तर मी तेवढं डोकं लावून हे करायचो की त्या प्रश्नांचं व्यवस्थितरित्या अनुकरन म्हणजे अभ्यास करून घ्यायचो आणि करायचो. मग मी बदल करण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये अ, एक Appleचा जॉब आला माझ्याकडे. आणि हां त्याच्या हो हो त्याच्यामध्ये ॲस अ टेक्निशियन Apple सर्व्हिस सेंटर आहे ना मोबाईलची.
हो. अरे बाप रे! फार मोठी संधी होती ही. हो. हो, हो, हो.
त्याच्यामध्ये ॲज अ टेक्निशियन म्हणून जॉब आलं होतं प्रोफाइलला. तर मग मी माझा तसा बायोडाटा बनवला. आणि इंटरनेटवरती अभ्यास केला की टेक्निशियनच्या जॉबला कोणकोणते प्रश्न विचारू शकता. आणि माझं बॅकग्राऊंडमध्ये दाखवलं की मी कॉम्प्युटर रिपेअर वगैरे करतो. मला कॉम्प्युटरचं पण नॉलेज आहे सर्व. आणि इंटरव्ह्यू मी एकदम कॉन्फिडन्समध्ये देतो कारण की मला माहिती आहे की 100-150 इंटरव्ह्यू मी आत्तापर्यंत दिलेलेच आहेत. तर. <laughs> तो.
हां. हो. अच्छा, हां. खूप छान. एवढा आत्मविश्वास असणं खूप छान म्हणजे अ, म्हणजे कसं असतं ना मग पूर्वतयारी नाही करावी लागत. जर आत्मविश्वास असला ना तर पूर्वतयारी असतेच असं असतं ते. <chuckles>
हं, हं. हो. आणि मग काय केलं माहिती आहे काय?
छोटे-छोटे स्टेप्स घेत होते म्हणजे तुम्ही छान आहे हे.
हो आणि मग काय केलं पहा बरं. इंटरव्ह्यू पास झालो आणि क्रॅक झालं इंटरव्ह्यू. आणि 3 इंटरव्ह्यू घेणारे 3 लोकं. 3 वेळेस इंटरव्ह्यू प क्रॅक झालो आणि मग मला ट्रेनिंगसाठी पाठवलं नागपूरला. त्या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे केलं. आणि चांगला जॉब केला मी एकदम. अ, तिथून ट्रेनिंग होऊन 1 महिन्याचं ट्रेनिंग घेऊन इथे आलो. इथं कॉल सेंटरला लागलं. परंतु दीड दोन वर्षामध्ये मी जे पहिल्यांदा माझी जॉब प्रोफाइल होती ना, मी फ्री-फ्रीमध्ये काम करायचो. फ्रीडम पाहिजे होतं मला काही ना काही. तर मी असे दबावाखाली नाही काम केलं. तर या ठिकाणचं कामाचं वातावरण थोडंफार दबाव किंवा पुढं-पुढं करणे किंवा हां, हाजी-हाजी करावं लागत होतं. आणि बाकीच्या गोष्टी हं, हं.
हो. हां. हां हो. हो. अरे बापरे! हं. अच्छा. हो. हो म्हणजे ते नको होतं तुम्हाला असं कोणाच्या दबावाखाली अ, स्वतंत्रता अ, म्हणजे स्वतंत्रता पाहिजे त्याला प्राधान्य देतात तुम्ही? अच्छा हां.
हं, हं. हो, हो. तर अ, मग अचानक 2-4 महिने झाले आणि तिथं काम तर कमी म्हणजे क, मला असं वाटतं की काम तुम्ही किती पण करून घ्या तुमच्या जीवनामध्ये. परंतु तुम्हाला कोणाच्या समोर हाजी-हाजी करणं मला माझ्या जीवनामध्ये कधीच पटलं नाही मला हो, हो. तुम्ही एखादं जास्त काम घ्या असं आहे हं, हं.
हो. हो. हं. स्वाभिमान पाहिजे. हो अगदी बरोबर. पण अ हां. अ, मला असं विचारायचं होतं की पण मग अशा वेळी तुम्ही वेळ, पैसा आणि म्हणजे आता तुमचं आपण त्याला प्राधान्य देऊ ना की बाबा ठीक आहे ही वेळ आहे की वाया नको जायला म्हणून पैसा तर येतोय ना की म्हणजे का स्वाभिमानाला प्राधान्य दिलं म्हणजे अशा वेळी काय करणार पैशाला की स्वाभिमानाला प्राधान्य दिलं मग? हं.
हे पहा, अ, मला एवढं माहीत आहे की मनुष्य जो घडवलेला आहे ना तो त्याच्या विचाराने बनतो.